वाटतो हो आणि ताण-तणाव मुक्त करण्यास नक्कीच मदत करतो. हां.
आजकाल तुम्ही बघाल ना तर काही ऑफिसेसमध्ये सुद्धा एक लाईट म्युझिक रन करतात.
हो, अ, ऑफिसेसमध्ये ना? हां.
की जेणेकरून ऑफिसेसमध्ये, की जेणेकरून जो स्ट्रेसचा पार्ट आहे ना तो तिथे कुठेतरी एलिमिनेट व्हावा म्हणून.
हां. अच्छा म्हणजे एम्प्लॉयींना त्यांना त्यांच्या म्हणजे अ, खेळत म्हणजे खेळकर रीतीचं काम करता यावं. म्हणजे हसत-खेळत हां, थोडक्यात म्हणजे स्ट्रेस नसावा त्यांच्या थोडक्यात काम करताना? तर अ
बरोबर. बरोबर. बरोबर. आता मला ना तुम्हाला असं वाटेल सांगायला, की तुम्ही ना एखाद दोन गाणी ना नक्की ऐका. जुनी गाणी.
हो, जुनी गाणी हो मी नाहीये इतकी ऐकत. पण नक्कीच आता तुमचं इतकं छान ऐकलंय म्हटल्यावर ऐकायला चालू करेल. <chuckles> हां.
<chuckles> मी जे गायली आहेत ना त्यातली शोधून ऐका.
नक्कीच, नक्कीच आणि मला बरेच कळालं तुमच्यामुळे. तर छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. धन्यवाद.
<chuckles> धन्यवाद. मलाही खूप छान वाटलंय. धन्यवाद.
हो, धन्यवाद.
धन्यवाद.